अगदी बरोबर, म्हणजे अ, तुमच्या वैयक्तिक अ, अ, अ, जीवनामध्ये तुम्ही असं कोणी अ, स्ट्रीट व्हेंडरकडे जाता का, जे तुम्हाला माहिती आहे हायजिनिक आहे? अशाच अ, ठिकाणी तुम्ही प्रिफर करता म्हणजे जाण्यासाठी, राईट?
हं, हं. हं, हं. येस, येस, येस, येस. तर माझा एक मी तुम्हाला सांगतोय ना की जो चायनीजवाला <chuckles> जो मी तुम्हाला माझा लहानपणीचा सांगितलेला आहे ना, तर आजही तो स्ट्रीटवर चायनीज विकतोय. आणि ती जागा आजही तशीच आहे. तर त्याच्यामध्येही बरेच अ, तर आधी कसं होतं, माहिती आहे का? आधी आम्ही लक्ष नाही द्यायचो. तो रस्त्यावर आहे ना, गाड्या जायच्या. ठीक आहे. तर त्या गाड्यांची धूळ उडायची, वरती झाडांचे पत्ते कधीतरी पगडाय पडायचे. आणि मग ते सगळं मिक्स करून त्या चायनीजमध्ये ते टोटल सगळं ती धूळ वगैरे सगळं मिक्स होऊन जायचं. आणि आम्हाला ती टेस्ट खरंच आवडायची. काय माहीत काय होतं ते.
अच्छा. अच्छा. हं, हं. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला की अ, अनहायजिनिक अ, फूड जे आहे म्हणजे चांगल्याप्रकारे स्वच्छता नसलेलं हेच जास्त अ, त्यांचं एक अ, सिक्रेट मसाला आहे. <laughs>
हं, हं. हं, हं. नाही, नाही, नाही. नाही, नाही. नाही, नाही, नाही. असं मला नाही म्हणायचंय. कारण की बघा ना जेव्हा तुम्ही लहान असतात ना, एवढं थोडी ना आपल्याला कळतं. आपल्यालाच नेहमी आपले आई-वडील बोलतात, जा हात-पाय धुवून ये. आपल्याला कंटाळा येतो ना त्या गोष्टीचा. अरे काय सतत-सतत हात धुवायला सांगतायेत! तर ती तेव्हाची मानसिकता. पण आता मोठं झाल्यावर जेव्हा लक्षात येतं, अरे धूळ वगैरे उडायची, हे तिथे कधी-कधी हे कचरा देखील पडायचा झाडांचा, त्याच्या खालीच आपण बसून ते चायनीज, अरे वाह! किती छान आहे, असं करून बोलायचो. तर मग ह्या गोष्टी कशा आहे ना, एक एज नंतर कळाल्यात. पण आता जेव्हा आम्ही तिथे जातो ना, त्या त्याने, म्हणजे आम्ही कसं त्याला बोलतो ना की अरे पहिले कैसा हुआ? आता त्याने थोडं कव्हर वगैरे करून घेतलंय, झाडाची पानं वगैरे पडत नाहीत. आणि मग त्यानंतर रोडचा आहे ना ते डस्ट वगैरे आत येत नाही. आणि हे जे लोकल अ, जे होते ना, जेवढे पण चायनीजवाले ते लोकं झाडू जो होता, माहिती आहे तो खराटा झाडू असतो, त्या झाडूने त्यांची कढई साफ करायचे आधी, माहिती आहे ना? असं ते मी तरी हां. तर अ, तसं करायचे. आता तसं नाही करत नाही धूळ नाही. धुताना किंवा ते पुसताना आहे ना, त्यांचा तो एक अर्धा झाडू असायचा, त्याने ते साफ करायचे. बर्‍याच ठिकाणी करतात हे. आता नाही करत. आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहे. आता त्याचे फ्रँचायझी त्यांनी 2-3 जागेवर चालू केले. पण जिथं तो लहानपणापासून, आमच्या बालपणापासून आम्ही ज्याला अ, बघतोय ना, तिथे तर ती जी जागा आहे ना त्याने ते जिथून त्याचं करिअर स्टार्ट झालंय, ते बंद नाही केलंय. त्याला चांगलं मॉडिफाय केलंय आणि आजही आम्ही त्या स्ट्रीट फूडवर जेवण करणं प्रिफर करतो.
बरोबर. हां. बरोबर. अच्छा. बरोबर. हां. अच्छा हो, हो, म्हणजे ते जे धूळ उडतंय ना. मग? हां. अरे वाह!